जेव्हा सगळ्या बाजूने तुम्हाला म्हणतात ना, की त्या असं काही ना काहीतरी प्रॉब्लेम्सची असं घेर धरून बसतात. आणि तुम्हाला वाटतं, की तुम्हालाच घेर धरून बसलेत हे सगळे प्रॉब्लेम्स आणि तुम्ही त्याच्यामध्ये त्या त्या म्हणतात ना चक्रात त्या भवरात एकटे अडक
हं. हो ना. बरोबर. अडकून जातो आपण. हं.
अडकून जातो. ते अडकलेपणाची जी भावना आहे ना ती सर्वात एकटेपणाची जास्त भावना आहे अशी वाटते मला.
हं. खरंच, खरंच. पण मला सांगा एकटेपणा आणि दुःख याच्यामध्ये फरक कसा ओळखायचा? म्हणजे आपण दुःखी असतो तेव्हाही आपल्याला वाटतं, की आपण एकटे आहोत आणि एकटे असतो तेव्हा आपल्याला असं वाटतं, की आपण दुःखी आहोत. पण या दोघांमध्ये मला असं वाटतं, बराच फरक आहे नाही का? हा कसा ओळखायचा? म्हणजे ह्याच्या सायन्स काय नेमक्या?
कारण हां. बरोबर. बरोबर. आता प्रसिद्ध अभिनेते आहेत ना जिम कॅरी. त्यांचा त्यांचा एक ना मी तुम्हाला म्हणजे पूर्णपणे संवाद नाही सांगू शकत, पण त्याचा एक मर्म सांगू शकते. जेव्हा त्यांनी डिप्रेशन आणि एकटेपण याबद्दल बोलले होते ते, की जेव्हा तुम्ही एकटे असता आणि तुम्ही जेव्हा दुःखी असता ना तेव्हा तुम्हाला असं वाटतं की, हे काही बरोबर नाही चालू आहे. या या जग हे बरोबर नाही आहे. माझ्यावर वाईट वागतंय. तेव्हा तुम्हाला दुःखाची भावना असते. पण सगळं नीट चाललंय. सगळं व्यवस्थित चालू आहे, तुमचा जॉब व्यवस्थित चालू आहे, तुमचं घर व्यवस्थित आहे. तुमची मुलं-बाळं, बायको, नवरा सगळे तुमच्यासोबत आहेत, साथ देतायेत.
अच्छा. हं, हं. सांगा ना. हां. हां. हं. हां. हं, बरोबर. हं, हं, हं. हं. हं. हं. हं, हं. हं.
पण एक दिवस जेव्हा तुम्ही उठता, आणि तुमची बॉडी असं म्हणते, की नाही, मी आज तुझ्या म्हणण्याप्रमाणे काहीही काम करणार नाही. जेव्हा आपण म्हणतो ना तुमची बॉडी गिव्ह अप करते.
हां. हम्म. हं.
ती गोष्ट म्हणजे डिप्रेशन.
ओह!
जेव्हा तुम्ही तुमचं म्हणजे मेंदू तुमच्या शरीराला सांगतोय की नाही उठ काम कर.
हां. हं.
हां, काहीतरी एक्टिव्हिटी कर. पण तुमची तुमचं जे शरीर आहे ते त्याला सरळ नकार देतं.
बरोबर. हं, हं. उम्म.
म्हणजे तुमचं शरीर आणि तुमचं मेंदू यांच्यामधला जो संवाद आहे, तो तुटलेला असतो.
हं. ओह! अच्छा.
त्या त्या ते म्हणजे खरं.
खूप महत्वाचा मुद्दा आहे हा ओळखण्यासाठी. खरंच वाह!
हो, हो. आणि तुम्ही विचार करा. तुम्हाला जेव्हा तुम्ही दुःखी असता ना, तेव्हा तुमच्याकडे दुःख म्हणजे काहीतरी कारण असतं, की तुम्ही अपयशी झालात, कुठच्यातरी एक्झाममध्ये फेल झालात, तुम्हाला ब्रेकअप झालाय किंवा डिव्होर्स झालाय किंवा काही एखादी गोष्ट जी तुम्हाला हवी होती, ती तुम्हाला नाही मिळाली आहे.
हं. हं. बरोबर. बरोबर. हं, हं. हं. बरोबर.
पण ज्यावेळी तुम्ही डिप्रेस होता
हं, हं.